हो ना. अ, अगदी अ, खूप छान विचारलं तुम्ही हा प्रश्न. अ, जेव्हा आम्ही आमची अ, अ, थोडा योग शाळेमध्ये आम्ही गेलो होतं योग शिकायला, तर त्यावेळीच तिकडच्या गुरु महाराजांनी आम्हाला शिकवलं होतं त्राटक विद्या म्हणतात त्याला. तर त्राटक विद्येत आपण काय करायचं, की एक असं छोटासा दिवा किंवा मेणबत्ती आपण पेटवायची आणि ती आपल्या आ, आय लेव्हलवर ठेवायची. म्हणजे डोळ्याच्या अगदी समोर लेव्हलवर ती असली पाहिजे. तर आपण एखाद्या टेबलवर किंवा एक उंच समई घेऊन आपण दिवा पेटवायचा आणि अ, पहाटेच्या वेळी केलं तर ते जास्त चांगलं. कारण तेव्हा थोडासा अंधार असतो आणि आपलं त्या दिव्याच्या ज्योतीवरती लक्ष केंद्रित करून ठेवायचं आणि अगदी त्याला एकटक बघत राहायचं. म्हणजे जोपर्यंत डोळ्यांतनं पाणी येत नाही तोपर्यंत आणि डोळ्यावर थोडासा ताण पडला, की आपण डोळे मिटून मग ती जी ज्योती असते दिव्याची, ती आपण आपल्या मनात पाहायची.
हं, हं. अच्छा, हं, हं. अ, त्राटक. हं, हं. अच्छा. हां, हां, हां. हां, हां. हं, हं, हं. अच्छा. अरे बाप! हं, हं, हं. अच्छा म्हणजे हां, हां.
मग ह्याने काय होतं, की आपले अ, डोळ्याची जी आपण म्हणतो ना व्हिजन स्ट्राँग होते. खूप अ, डोळे स्ट्राँग राहतात आपले आणि अ, डोळ्याचे ऑप्टिक नर्व्हस पण खूपच छान प्रकारे डेव्हलप होतात, फोकस वाढतं. एकाग्रता वाढते आणि लहान मुलांनापण हे केल्याने त्यांना कधीही चष्मा लागत नाही. म्हणजे मी सांगते तुम्हाला
अच्छा, अच्छा, अच्छा. अच्छा, अच्छा. हां, हं. अरे वा! खूपच छान. म्हणजे एक वैज्ञानिक फायदापण आहे यातून, अध्यात्मापासून.
हो, हो, हो. भरपूर आहे. म्हणजे आपल्या भारत देशात ध्यान, अ, अध्यात्म, नाव घेणं, भजन, कीर्तन ह्याचं खूपच महत्त्व आहे आणि ते वैज्ञानिक कारणामुळेच आहे. तर मला वाटतं, सगळ्यांनी जर हे केलं, तर कोणालाच चष्मा लागणार नाही आणि अ, प पूजा केली किंवा देवाचं ध्यान केलं, तर ह्याने भरपूर फायदा होतो.
हं, हं. हो, हो, हो, बिलकुल. हो, हो. हं, हं, हं.